बरोबर. म्हणजे खरंच आपण टेक्स्ट मेसेज तर करतो सगळ्यांना. पण त्यातन भावना पोहचतात की नाही किंवा ज्या अ, भावनेने आपण त्यांना पाठवलेला आहे तो टेक्स्ट मेसेज, त्या भावना तिथपर्यंत पोहचतात की नाही ही थोडीशी शंका मला वाटते. अ आणि त्यामुळे तुम्हाला एक सुरुवातीला मी गोष्ट सांगते की कसं आहे ना अ, म्हणजे काही महिन्यांच्या पूर्वी आमच्या म्हणजे आपला फॅमिली ग्रुप असतो WhatsApp ग्रुप. तर अ, माझ्या तेव्हा काकींनी तिथे मेसेज केलेला, की म्हणजे "बरं, ठीक असं." तर ते त्यांना म्हणजे सगळं ठीक आहे असं. चिंता नको करू ,असं काहीतरी अ, म्हणायचं होतं एक काहीतरी टॉपिक चाललेला त्याच्यावर. अ, पण असं मला वाटलं किंवा बाकीच्यांना देखील तिथे वाटलं की "अरे, म्हणजे काकीला काय प्रॉब्लेम झालाय का? किंवा ते रागावले आहेत का? किंवा त्या नाराज आहेत का?" असं वाटलं. आणि मग त्यामुळे असं म्हणतात की आपल्या घरातलं म मेंबर बघा ना असं काय झालं की आपल्याशी चर्चा सुरू होते एकंदरीत. की "अरे, काय झालं असेल? अ, रागवली का काकी काय? आपण कोण बोललं का तिला?" म्हणजे असं सगळं थोडंसं वाटलं किंवा तिला काय आपलं कोणाच्या वाक्यामुळे ती दुखावली गेली असेल. तर ह्याच्यावरून आपण एकमेकांना बोलतो, तू काहीतरी बोललीस किंवा असं होऊ शकतं. आणि मग तेव्हा असा ग्रुप हां, तर्क-वितर्क झाले आणि मग त्याच्यानंतर काय झालं? की ग्रुपमध्ये थोडंसं असं म्हणतात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि मग नंतर मग तिच्याशी फोनवर आम्ही सगळे बोललो एक-एक करून तेव्हा समजलं की काहीच मुद्दा नव्हता. फक्त ती टेक्स्टमध्ये तिच्या टोन नाही दिसला. "बरं, ठीक." अस म्हणजे "बरं, ठीक आहे." असं असं तिला म्हणायचं होतं की ओके म्हणजे मी अ, ठीक आहे असं. मग तेव्हाच असं मला त्याच्यावरून मला वाटलं की अरे, अ, म्हणजे टेक्स्ट म्हणजे हे शब्द आहेत. पण त्या भावना नसू शकतात. म्हणजे भावना नाही आहेत त्या. म्हणजे जसं मी म्हणते की ओके. तर ओके म्हणजे किंवा बघा ना किंवा असं पण आपण म्हणतो अ, की चालेल. तर मग चालेल, मग आपल्याला ते वाटू शकतं की रागात पण चालेल बोलते मी किंवा मी अ, असं ठीक आहे म्हणून असं म्हणतो. आणि भावना म्हणजे बघा ना पोहचत नाहीत असं होतं एकंदरीत.
हं. बरं. हां. हं, हां. हां. बरं. हां. हो, हो, हो. हां, हां. हां, म्हणजे तर्क-वितर्क करू शकतो. हां. हां. अच्छा. हां. हो. बरोबर. ओ, हो! वर असेल ठीक आहे. म्हणून हां. नक्कीच आणि अ, आता त्याच्यामध्ये कसं अ, इमोजीस वगैरे टाकतात बघा. म्हणजे मेसेजेसमध्ये आता इमोजीचा प्रकार आला WhatsAppमध्ये वगैरे. मग त्या इमोजीमुळे कुठेतरी भावना पोहोचायला मदत होते असं तुम्हाला वाटतं का मग?
बरोबर. हो.